आताही वाटते, पण <chuckles> अ, म्हणजे आता नाही वाटत एवढी, पण अ, म्हण म्हणजे ती टेकनिक मी वापरली, ऑल इज वेलची नाही का, पण अंधाराची मला लहानपणी भीती वाटायची, हे ना. आणि मला वाटायचं कोणीतरी अ, म्हणजे मला भीती यायची वाटायची की अ, भीती याची वाटायची नाही, की मी एकटा आहे, नाही का. अ, एकटा असल्याची भीती नाही वाटायची अंधारात. भीती अशी वाटायची, की कोणीतरी आहे माझ्यासोबत. <laughs> समजलं का? म्हणजे हां, म्हणजे त्याची भीती वाटायची मला. <chuckles> म्हणजे असं म्हणतात ना, की अंधारामध्ये अ, आपण एकटा आहोत म्हणून आपल्याला भीती वाटते, तसं नसतं ते. आपल्याला भीती याच्यामुळे वाटते, की आपल्यासोबत कुणीतरी दुसरं आहे.
हां. हो. हां. हां. हां. बरं. <chuckles> बरोबर. हां, म्हणजे भूत, आत्मा काय हां. हां. <chuckles> हां. कोणीतरी आहे, म्हणजे काहीतरी झालं पकडलं किंवा ते मग त्याचा असा परिणाम होतो का? म्हणजे काही तुम्ही हॉरर मूव्ही भयानक बघितलेलं असतात. काहीतरी, मग त्याचाही अ, प परिणाम किंवा मनात भीती बसलेली असते. म्हणून ती भीती असते का? जर तसं जर तुम्ही बघितलं नसतं तर तुम्हाला मेबी ती भीती आलीच नसती त्याबद्दल काही सांगाल?
हां. हां. हां, तसंच असतं, बरोबर तुम्ही ओळखलात, नाही का. म्हणजे लहानपणी अ, मी असं मूव्हीज वगैरे खूप बघायचो, अ, हॉररच्या एनाबेला होक्या किंवा द नन म्हणून एक मूव्ही आहे, नाही का, हॉररच्या हां, मग आजही
हां. हां. हं. हं. हां. आणि ते शो पण होते भयानक बघा ते हॉरर झीवर दस्तक म्हणा किंवा झी हॉरर शो काय, काय हां.
हां. दस्तक. येस. आणि आधीच्या काळात जायचं असेल तर, आप बीती एक यायचं नाही का? <chuckles> नाईटला अ, खूपच हे होतं, दस्तक जसं तुम्ही सांगितलं हे ना. आणि कोई है, एक यायचं हां. श, कोई है. <chuckles> हां, तर कॉमेडी टाइप होतं एवढं सीरियस नव्हतं, पण अ, दुसरं आप बीती एक दूरदर्शनवर यायचं खूप जुनं. तर ते खूप डेंजर होतं, त्याची अ, म्युझिक जरी आज मी ऐकली ना, एकट्यामध्ये मला भीती वाटते. म्हणजे म्हणतात ना जसं तुम्ही म्हटलात ना, आपण हे मूव्हीज वगैरे बघ बघतो, तर ते मनामध्ये कुठेतरी बिंबवलं जातं, नाही का. हां, तर आज मी भीतीला सामोर कसं जातो माहिती आहे का, आजचं म्हणजे वर्तमान काळामध्ये, आजही मला वाटते, म्हणजे एवढी नाही वाटत कसं मी त्याला ओव्हरकम केलं
हो, हो. हो. अ, हो. श कोई है, हे एक होतं ते. <chuckles> ते थोडं बकवास होतं. म्हणजे हसू कॉमेडी वाटायचं <chuckles> म्हणजे हो. हां. हां. <scoffs> हो, हो. <chuckles> हो. हं. बिंबवलं जातं. हो, हो. बरोबर. हां. हां.